हां, हां, हां. सांगू शकाल का मग काही अशा मजा, आठवणी वगैरे काही त्या खेळात खेळताना?
अ, म बघा आत्ता आणि बघा अ, ब जसं की आहे ना, आत्ता जेव्हा आम्ही खेळतोय त्या खेळण्यामध्ये खूप फरक आहे आणि जेव्हा आमच्या बालपणीचं, जेव्हा क्रिकेट खेळण्याची पद्धत होती, त्यात मग त्यामध्ये खूप फरक होता. बालपणी जेव्हा पण जास्त मजा जी होती ती आमच्या बालपणीच होती, की अ, कसं असायचं, की अ, स्कूलची सुट्टी झाली आपली आणि मग त्यानंतर घरी आल्यावर प्रत्येक मुलगा काय करायचा, बॅट घ्यायचा आणि तो क्रिकेट ग्राउंडवर खेळायला जायचा. तर मग तेव्हा आमच्याकडे एवढे आम्ही कॅपेबल नव्हतो, की आमच्याकडे बॅट वगैरे असेल, तर आईची जी धोपटणी असायची. तर मग तीच आमची बॅट हां, हां. मग मला असं वाटतं, की प्रत्येक मुलगा क्रिकेट होऊन जाईल. मग ती धोपटणी घेतली. मग त्यानंतर आमच्या जेवढेही मुलं आहे आम्ही, तर मग ते मुलं जमायचो आणि आम्ही मी जिथे आधीच चाळीत राहायचो खूप वर्ष आधीची गोष्ट आहे. तर मग त्या चाळीमध्ये आहे ना, तर कसं होतं त अ, असं स्क्वेअर टाइप होती चाळी आणि मग त्यामध्ये आहे ना मध्ये आम्ही काय करायचो स्टम्प्स लावायचो. स्टम्प्स म्हणजेच एक बाटली वगैरे घेतली ते ठेवली. त्यानंतर मग क्रिकेट खेळायचो आणि प्लास्टिकचा बॉल असायचा.
हां. बरं. हां. बरं. <chuckles> धुळ धुवायची का? हां, हां, हां. बरं. बरं. हां. हां. हां. बरं. हां. हां. अच्छा.
मग आमच्या त्या क्रिकेट खेळताना तो बॉल कधी ह्या काकूंच्या घरी, कधी त्यांच्या घरी, कधी त्यांच्या घरी, तर मग ते जे असायचं ना ते चिडायचे, कधी बॉलच नाही द्यायचे, कोणी कोणी खूप स्वीट होतं, बॉल द्यायचं. कोणी कोणी काच्या फुटायच्या, नेहमी. मग घरी कंप्लेंट यायचे आणि ते ते आता नाही होत आता आम्ही कोणाची काच फोडत नाही. आता कोणाच्या घरात आमचा बॉल जात नाही. आज आम्ही ग्राउंडवर खेळतो. पण अ, ते जे दिवस होते मग कसं असायचं ना, की सपोज एखाद्या एखादी काकू असायची, जिच्या घरामध्ये गेला ना बॉल ती खूप रूड बिहेव करायची. तर मग आमचा एक नेहमीचा एक ठरलेला मित्र असायचा, एक गडी असायचा आमचा तो, की त्याला आम्ही पाठवायचो, की तूच जाणार घरी बॉल घ्यायला. मग हां, तर मग तू शिव्या खा जे काही खा हं, हं.
हं. हं. <chuckles> मग अ, काचा फुटायचे किंवा खिडक्या फुटायचा प्रकार पण व्हायचे ना? हां, हां, हां. नाही. हां. हां, हां. हो ना. अच्छा. आणि त्यांना हँडल करता येईल हां, मग अ, तुम्ही तो खेळ खेळायचा ना क्रिकेटचा मग त्यावेळी तुम्हाला मजा कोणत्या गोष्टीतून घ्यायचा, म्हणजे स्पर्धा असायची, की कसं म्हणजे हसणं किंवा असाच टाईमपास, कशा कशातून घ्यायचा नेमकी? हां.
नाही, नाही. लहानपणी तर कधी मला असं वाटतं तेव्हा स्पर्धा नव्हतीच आमच्यामध्ये आणि आज, आज थोडं स्पर्धेशील गोष्टी झाल्या आहेत. जेव्हा आज आम्ही मित्र भेटतो आणि क्रिकेट खेळतो, तर थोडं इगोवर येत आमच्या. आता मी आणि माझ्या मित्राचच सांगतो ना, आम्ही खूप जीवलग मित्र. जर मी त्याला जर बोललो ना, की इथून कूद तर तो तिथून कुदेल माझ्यासाठी इतकी गहिरी मैत्री आहे आमची. पण क्रिकेटमध्ये
हां. अच्छा. हं. हं. अरे बापरे! म्हणजे अशी पण असायची का एवढी मैत्री?

हां. बरोबर, नक्कीच. तर मग अ, खेळताना मजा येण्यामागे अ, काय प्र म्हणजे काय कारण आहे स्पर्धा आहे, टीम स्पिरिट आहे, चॅलेंज आहे, की अशा मजेशीर गप्पा काय आहेत, म्हणजे काय आहे? कशामुळे?
हं. हं, हं. अं, नम म्हणजे तुमचे नमुने मित्र.
अच्छा. <chuckles> बरं.
ते ह्याचे आहेत ना बघा इम्पोर्टंट ते खेळ नाहीये. ते तर आम्ही फक्त एक फिजिकल ॲक्टिव्हिटी सध्या ठेवली आहे कारण कधी कधी आयुष्याला काय होणार काय सांगता येत नाही. तर ॲट लिस्ट काहीतरी ॲक्टिव्हिटी ठेवु म्हणून तो क्रिकेट खेळतो. पण काही नमुने असतात मित्रांमध्ये नेहमी. त्यांचं चालणंच कसं तरी असतं ना, तो चालतोच असा, की मग हसायला येतो, तर मग आम्हाला तो व्यक्ती पाहिजे. कोणीतरी बोल्यामध्ये एकदम छान बोलतो. तो सगळ्यांची मस्करी करतो. तर तो नसला तर मग आपल्याला खाली-खाली वाटतं. "अरे यार, थोडं बोर होतंय." मग ते लोकं आम्हाला पाहिजे. तर मग असतं, की खेळण्यासाठी काही साधन लागत नाही. ते मित्र पाहिजे, ते नसले ना, तर आयुष्य असं कुठेतरी खाली-खाली वाटतं. बोर वाटतं हां, तर मग ते आहे.
हां. हां. हां. नक्कीच. बरोबर. बरोबर. हो, हो. हां. हां. वाटतं, बरोबर. हां. म्हणजे मित्र तुम्हाला इम्पोर्टंट वाटतात म्हणजे मजा येण्यासाठी थोडक्यात.
मज्जा. बघा ना, तेच आहे बघा आज सध्याची लाईफस्टाईल अशी झालीये आपण किती आपल्याला घरचा प्रेशर आहे, ई-एम-आयज आहे. त्यानंतर आहे ना ऑफिसला जायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला ई-एम-आयज भरायचेच आहेत. ऑफिसला जायचं आहे. तिथे 8 तास काम करायचं आहे. ते इतकं प्रेशराईज्ड लाईफ.
हां. हो ना. हो ना, एक ना धड भरो भरपूर प्रेशर भरपूर जबाबदारी आणि प्रेशर असतं. हो, बरोबर आहे.
मग त्याच्यामध्ये कुठेतरी आपण आपल्या स्वतःच्या खेळावर काहीतरी टाईम देतोय. मग असे टाईमपासवाले मित्र असतात. मग त्यांच्यासोबत टाईम कसा निघून जातो, किती हसतो आपण, किती खेळतोय आपण. कधी ही वेळ निघून जातो कळत नाही. आणि मग त्यानंतर मग आपण परत घरी जातो मस्त. मग परत तीच फ्रस्ट्रेशनवाली आयुष्य चालू ई-एम-आय भरा, जॉबला जा. महिन्याच्या एंडला वाट बघा कधी पगार येणार आणि जसा आला तसा तो लगेच संपणार <chuckles> असं होतं. हं, हं.
हां. हां. हो, हो. हो ना, एक ना एक. बरोबर. तर नक्कीच अ, म्हणजे अ, हेच लाईफ असतं म्हणजे मित्रांबरोबर टाईम स्पेंड करण्याचं किंवा काही मजा वगैरे स्पर्धा असते किंवा चॅलेंजेस असतात. मग आता प्रौढ झाल्यावर किंवा अ, वेगळी सोसायटी आली, की त्या गेमची अशी मजा बदलली आहे असं वाटतं का आणि आजही तो खेळ तुम्ही खेळता का?
हं, हं. हं, हं. हं, हं.